अरे वाह!
आणि ते इतके सुंदर हो, इतके सुंदर दिसत होते ना. आणि जेव्हा मी घरी पोहचली ना, माझी आईने मला ओळखलंच नाही होतं, म्हणजे 2 मिनिटं ती फक्त अशी बघत राहिली, की हे
मग त्यानंतर हां. अरे बापरे!
काय केलं आहेस केसाला?
कोण आहे? काय आहे? हं. <chuckles>
मग ती पण खूप आश्चर्य झाली. मग मी तिला सांगितलं, की हे ना, हेअर कलर आहे आणि असं-असं त्यांनी केलं आहे. आधी त्यांनी माझ्या केसाला थोडंस फार असं ब्लीच केलं, ज्या सेक्शन्सना, कलर करायचं आहे ते. तर ती म्हणाली अच्छा "बरं झालं अख्ख्या डोक्याच्या केसाला तू ब्लीच नाही केलं नाहीतर तू विचित्रच दिसलं असतं".
हं. हं. हं, हं, हं. <laughs> हो ना, तेच. पण तुम्ही आधी यासाठी परवानगी घेतली नव्हती, किंवा त्यांना कल्पना दिली नव्हती का घरच्यांना, की बाबा मला ना, हा ट्रेंड आवडलाय आणि ह्या पद्धतीने मला फॉलो करायचं आहे, असं काही?